नक्कीच, नक्कीच. म्हणजे ते आता ते त्यांना एक अशी परंपरेशील ती फक्त, व्हिडिओ बनवण्यात त्यांना मजा येते, त्यांना माणुसकी म्हणजे काय ते माहीतच नाही, काय आहे ते.
हां, हां. आणि एक समाजात विकृती पसरलेली आहे, की आम्ही पॉप्युलर होऊ, आम्ही व्हिडिओ काढून फॉरवर्ड करू. हे फॉरवर्डिंग, फॉरवर्डिंग हा जो प्रकार चालला आहे ना, खूपच घातक चाललं आहे. ह्यामुळे माणसाचे आयुष्य खूप कमीच झालं आहे आणि बिचारे जो माणूस तडफडतोय, त्याला पाणी पाहिजे तिथे पण कोणी द्यायला तयार नाही आहे आणि अशा बऱ्याच घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. माणुसकी म्हणून आपली ती संपत चाललेली आहे, हे मोबाईलचं ॲडिक्शन खूपच घातक होत चाललं आहे.
अ, बिलकुल, बिलकुल. नक्कीच, नक्कीच. हो, हो. बिलकुल, बिलकुल. आता खूपच छान आहे. आणि आता परंपरा जर तुम्ही बघितली आणि तुमच्या घरात आणखी कोणती वेगळीवेगळी अशी आहे परंपरा आहे, की तुम्हाला ते आवडते किंवा नाही आवडत या-या रिझन्स मुळं ते?
हं.

हो, हो, नक्कीच. वेळ तर द्यायला हवी. आता जसं तुम्ही म्हटलं चर्चमध्ये तर तिथं काही एक अशी रिच्युअल आहे का की जर कोणी आलं, तर त्याला ही गोष्ट करायला लावायची? जर कोणी असं एकतर अ, नशेडी असेल किंवा जो आदी असेल त्या गोष्टीशी, त्याला काही तसं आहे का?
त्यांना अ, आपलं न हे अ, व्यसनमुक्त असं हे असतं ना, त्यामध्ये आम्ही अ, पाठवलं जातं. त्यांचं अ, हे केलं जातं, गाईड केलं जातं, काउन्सलिंग केलं जातं. समपदे समोपचार समोपदेश केलं जातं.
हां, हां. हो, हो. नक्कीच, नक्कीच.
आणि त्याला त्या गोष्टीपासून मग त्याला आपलं योगासने, व्यायाम ह्या गोष्टीमध्ये हे केलं जातं. त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आध्यात्मिक दृष्टिकोन वाढवून देतो त्याला आत्म अ, प्रार्थना अ, नंतर लोक अ, लोकामध्ये मिळून-मिसळून कसं वागायचं ते सांगितलं जातं.
हं, हं. हं. अगदी, अगदी. बरोबर आहे, बरोबर आहे. खूपच छान तर. आता जसा-जसा काळ बदलतो, तुम्हाला काय वाटतं की आणखी कुठल्या प्रकारचे एकदम असे जे आहेत जसं की आता मोबाईलचे एक ते वेगळंच ॲडिक्शन झाल्यासारखं आहे लोकांना. कुठेही झालं कोणतीही अशी परंपराच झाल्यासारखी आहे की कोणतही असं ते असलं तर फोटो काढणं आहेच. फोटो आधी काढायचा अन् जेवण नंतर करायचं, फोटो आधी काढायचा नंतर ते सेलिब्रेशन जे आहे ते, म्हणजे ते पूर्ण एकदम असं एक अनरिअलिस्टिक होतं ते पूर्ण म्हणजे एक स्क्रिप्टेड असल्यासारखं वाटतं ते. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं?
हं. होय, होय.

हां, हां.
आधुनिकतेकडे आजचा हा समाज चालत आहे, पण ज्या रूढी-परंपरा मी आता सांगितल्या त्याप्रमाणे त्या घडू नयेत अशी अं, माझी इच्छा आहे आणि त्यावरती आवर घालण्याचा आमचा समाज काठोकाठ्याने प्रयत्न करत आहे.
हो, हो. नक्कीच, नक्कीच. समाजात आता कसं एक अ, वेगळा समाज बनला, की ते त्यांची विचारधारा अशी वेगळीच असते. ते आपण जे मॉडर्न असतात ते त्यांच्यापेक्षा ते थोडे अ, अनएज्युकेटेड एज्युकेशनमुळे त्यांच्यावर फरक पडतो असा. पण तुम्हाला काय वाटतं, की असं एक कोणती गोष्ट केल्याने, की त्यांना जास्त एज्युकेट केल्यावर किंवा त्यांना जास्त इमोशनली अवेअर केल्यामुळे त्या गोष्टी कमी होतील? आपण जर तसं केलं तर.
हं. आपण अ, समाजाला पटवून द्यायचं, की ही गोष्ट केल्यामुळे, की माणसाचं किती खच्चीकरण होतं.